नाही, नाही. सगळे कपडे मी बाहेर काढून गेलो होतो ना. आणि म्हटलं हे, हे ठेवायचे आहेत पण त्यामध्ये ते मिस झालं. मग मी एक मी काय केलं होतं, पण मी स्पेअर कपडेही ठेवलेले होते सोबत. की म्हटलं जर काही झालं किंवा आपल्याला कंटाळा आला दुसरे घालून तर मग हे घालून घेऊ किंवा कधी खराब झाले काही. तर मग ते कपडे तर, ते कपडे अगदी व्यवस्थित ठेवले होते आईनी. मग काय झालं माझं मूड पूर्ण खराब होता. आणि मग जे स्पेअर कपडे होते त्याच्यामधून मी एक अ, जोड कपड्यांचा काढला बाहेर घालण्यासाठी. म्हटलं, आता क कार्यक्रम आहे तर त्याला अटेंड तर करावा लागेल ना. मग ते कपडे एवढे अ, म्हणजे माझ्या बॉडीला एकदम प्रॉपर फिटिंगमध्ये होते. तो जो कलर होता तो माझ्या अ, स्किनटोननी मॅच म्हणजे स्किन टोनला कॉम्प्लिमेंटरी करत होता चांगल्या पद्धतीने. मग मी जसंही ते कपडे घालून अ, गेलो बाहेर, तर आता मला कसं होतं की माझा मूड पहिलेच ऑफ होता. अरे यार ते कपडे भेटले नाही. मग एक एक अ, अ, म्हणजे माझ्या आत्याचाच मुलगा आला. अरे, भारी दिसतोय हां, म्हणे आज. चांगले कपडे घातले आहे तू. आणि त्याला काय माहिती माझा पहिलेच मूड ऑफ आहे. आणि मला मला मग ते चांगलं वाटलं, अरे मस्त मस्त वाटतोय आपण. हां, मग एक अजून नंतर भेटला. अरे तू क हं.
हं. बरोबर. हं. हं, हं. बरोबर. हो का? हं, हं. <laughs> हं. अरे वाह! बघा. <chuckles> अच्छा. जेव्हा तुम्हाला दुसऱ्यांनी सांगितलं तेव्हा तुमचा मूड थोडा स्विंग झाला.
हो, हो स्विंग झाला. मग अजून एक पुढे आत अ, म्हणजे आत्याचीच मुलगी आली. ती मला सांगितल्या, "अरे, मस्त दिसतोय जरा काहीतरी युनिक घातलेलं आहे तू बाकीच्यांपेक्षा." अरे म्हटलं, चांगलं झालं, की ते मी घातलं नाही. सर्वांनी कुर्ते घातले आहेत आणि मी ते कुर्ते घातलं नाही. चांगले कॉम्प्लिमेंट भेटत आहे आपल्याला. तर मग तेव्हा माझा तो कपड्यांमुळे तो मूड चेंज झालेला होता.
हं. हो का? बघा.